मला असं वाटतं की आम्ही आमच्या त्या स्किलवरती भर द्यावा की जे आमच्यामध्ये अ, म्हणजे आमच्या अनुभवाने किंवा आम्हाला समजतात त्या स्किल आम्ही आमच्यावर भर द्यावा. कदाचित माझ्यात हे पण एक स्किल आहे किंवा मला अजून अजूक क्षेत्र जर निवडायचं आम्ही प्रायोरिटी बेस अ, आमचं करिअर निवडण्यासाठी काहीतरी, स्वतःलाच अ, 2-3 टॉपिक द्यावेत. जसं की मी जसं म्हटलं की मला कॉम्प्युटरमध्ये स जास्त इंटरेस्ट होता. म्हणून मी प्रायोरिटीला ठेवला कॉम्प्युटरचा. मला दुसरं जे होतं, ते माझ्या जीवनामध्ये होतं की मी अ, आइटी म्हणजे आपण अ, इलेक्ट्रिकचं जे आपण अ, इलेक्ट्रॉनिक उपकरणं सुधरवतो ना, इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट होतं. तर मी ते दुसऱ्या बेसला ठेवलं आणि तिसऱ्या बेसला आपण असं काहीतरी जे आवडतं, ते ठेवलं. तर आम्हाला ते मो आपण मग त्याच्यावरती स्वतःच विचार करायला पाहिजे ना की नेमकी कोणची गोष्ट आपण पहिल्यांदा करावी. जर आम्ही या या पद्धतीने मांडणी केली तर आपल्याला वाटतं की अ, आपण त्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये अ, सर्व गोष्टी करून करून म अ, हो.
हां. हां. हां. बरोबर. इंटरेस्ट होता. हां. हां. हो, हो, हो. इलेक्ट्रॉनिक्स, हां. अरे वाह! हां. हो ना. हां. नक्कीच. परफेक्शन किंवा हां. येऊ शकतं, बरोबर.
अगदी, अगदी बरोबर.
हां, मग अ, असं कधी फॅमिलीबरोबर असं काही अ, डिस्कशन झालंय का की अं, आणि म्हणजे काही करिअर बदललंय आणि मग त्याच्यावर त्यांचे असे काही मतभेद झाले किंवा काही ते अं, बो बोलले, ओरडले, अशा काही कधी गोष्टी झाल्यात का तुमच्याबद्दल?
उम्म, फॅमिलीबद्दल मतभेद झाले होते ज्यावेळेस हे करिअर निवडलं होतं त्यावेळेस आणि ते खूप अ, हो त्यावेळेस झालेत, पण अ, प्रत्येक फॅमिलीला काय वाटतं त्यांचाही उद्देश चुकीचा नव्हता की त्यांनाही वाटत होतं की या क्षेत्रात जास्त पैसा आहे. परंतु उम्म, सीए त्यांना वाटतं वाटत होतं की मी सीए बनावं. हो, तर सीएमध्ये खूप पैसा आहे कारण की माझ्या वडिलांचे काही मित्र होते. ते त्यांची मुलं सीए करत होते आणि 1-2 मुलं सीए सुद्धा झाले होते. तर वडिलांना असं वाटत होतं की ह्यांनी जर सीए झालं, तर खूप चांगलं आहे. कारण की त्यांच्यासमोर जे अनुभव आहेत आणि त्याच्यातूनच त्यांनी उत्तम देण्याचा मला प्रयत्न केला किंवा वित्त उत्तम विचार माझ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून.
हं. त्यावेळीच. हां, हां. हां. करावं. हां, बरोबर. हां. हो. हां, हां. बरोबर म्हणजे हां. त्यांचं पण महत्वाकांक्षा होती आणि चांगल्या करिअरच्या दृष्टीनेच बघत होते तुमच्याकडे. बरोबर. हां, पण म्हणजे अ, आता ते काही मतभेद नाहीयेत म्हणा आता सगळं सॉर्ट आउट झालंय थोडक्यात. तर मग
हं. हो. हं. हो. ते एक एक एखाद्या वर्षासाठी त्यांना दुःख वाटलं, पण नंतर ज्यावेळेस अ, त्यांना कळालं की ह्याच्यामध्येच हा पुढे जाऊ शकतो आणि चांगलं करिअर करू शकतो, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की "ठीक आहे आणि तुला ज्याच्यात जायचं जा. पण त्याच्यामध्ये चांगली उन्नती कर." तर त्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे मग मी हे करिअर निवडलं आणि पुढं चालण्यासाठी मला संधी भेटली आणि मी चांगल्या मार्काने म्हणजे एकदम टॉपला अ, त्या बी-सी-ए केलं आणि टॉपच्या रँकिंगमध्ये आलो होतो.
करू शकतो. हां. हां. बरोबर. वाह!